नक्कीच. हां, हां. मग अ, ज्यावेळेस तुम्ही असं अ, आता म्हणजे जे सगळं बदललेलं आहे जे अ, तुम्ही म्हणालात की रिमिक्स होतात, आधुनिकीकरण झालेलं आहे. मग त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल मग तुमची अशी अ, चॉईस बदलली आहे? का तुमचं अजूनही म्हणजे तेच जी तुमची आवड होती ती तशीच तुम्ही म्हणजे आजही तुम्ही ते तसंच ऐकतात?
हं. हं. हं. अ, नाही मी रिमिक्स पण ऐकतो गाणी. पण अ, म्हणजे मला कधी-कधी असं वाटतं ही लोकं जर रिमिक्स करताहेत मग यांच्याकडे यांची क्रिएटिव्हिटी संपली का? पहिला प्रश्न तर मला हा निर्माण होतो. की जुन्याच गाण्याची रि रि रिमेक रिमिक्स करतायेत मग तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी नाही का? की काही एक नवीन तुम्ही गाणं करू शकतात असं आणि गाणं करतात, तर धांगड-धिंगडच का करतात, असाही एक मला प्रश्न येतो आणि मी ऐकतो आणि हे बघा ना. <clears throat> अ, तुम्हालाही अनुभव असेल हा. की तुम्हाला अ, दोन हजार सालपर्यंत मी जसं म्हटलं 2005 2010 पर्यंतची गाणी आहे. ती तुम्हाला आठवतात.
हां. ओह! हां, हां. हां, हां. हं, हं. हां. हं, हं. हं, हं.
तुम्ही जर जुनी गाणी जर संगीताची तुम्ही अ, जर आवड असेल तुम्हाला तर तुम्हाला ना जी गाणी आवडतात ती तेव्हाचीच असतील. तुम्हाला आजची गाणी आठवत नाही हो. म्हणजे क क्य कधीपर्यंत ती आपल्या ओठांवर किंवा कळतात. जोपर्यंत तो चित्रपट असतो किंवा त्या चित्रपटाचं प्रमोशन चालू असतं.
हो, हो. हां, हां. <laughs> हां, हां.